हो ना म्हणजे जेव्हा माझी आजी होती ना, मी खूप लहान होते तेव्हा. आणि अ, तर जास्त मला वेळ नाही भेटलाय माझ्या आजी-आजोबांसोबत. खूप कमी वर्ष भेटले, पण अ, जितक्याही वेळ मी होते त्यांच्यासोबत तर ते खूप अ, आनंददायी क्षण होते.
हो. बरं. हं. <chuckles> अरे वाह! हं, हं. हां. हां, हां. वाह! सुंदर. हं.
आणि माझी आई मला सांगते, की आजी माझ्यावर खूप प्रेम करायची कारण मी सर्वात पहिलं मूल आहे माझ्या कुटुंबाचं आणि ते पण मुलगी तर म्हणून अ, आणि ती पण एकुलती एक मुलगी <chuckles> अख्ख्या कुटुंबात. तर हो, तर आजीची सगळ्यात लाडकी आणि आपण म्हणतो ना, की घरात सगळ्यात जास्त महत्त्व मला द्यायची ती.
हो. अं, अरे वाह! हं. वाह! <laughs> मग तर लाडच लाड. वाह! हो. क्या बात है! हां. हो, लाडोबा होते तुम्ही त्यांचे? हो.
आणि हो, हो, म्हणजे मला ते नाही आठवत, पण आईला आठवतं आहे आणि आई मला सांगायची, की ती अ, तिचा जीव होती तू. तर कोणी जर तुला जरा असं काही अ, मोठ्या आवाजात जरी बघितलं, अ, बोललं काही किंवा रागात बघितलं तरी, तर ती त्याची म्हणजे वाट लावून टाकायची. म्हणायची, "कशाला माझ्या पोरीला असं करतो?" तर इतका प्रेमळ स्वभाव होता तिचा आणि खूप पोजेसिव्ह होती माझ्यासाठी. तर अ, असे लाड मला वाटतं, की आजी-आजोबांशिवाय आणि कोण करू नाही शकत. आई-बाबा पण इतकं लाड नाही करत, की असं जर क म्हणजे तेच स्वतः रागवतात. आता आजी-आजोबा कसं स्वतःही नाही रागवत आणि दुसऱ्यांनाही आपल्यावर रागवू देत नाही.
हं, वाह! हं. वाह! सुंदर. हं. हं, हं. <sucks teeth> अरे बापरे! <chuckles> आई गं! हो. <chuckles> किती छान! वाह! सुंदर! हम्म. अगदी खरंय, अगदी खरंय. होत हो. हो, हो. हो रागवू देत नाहीत, हं, शेवटी ते नातवंड म्हणजे त्यांच्यासाठी दुधावरची साय असते ना आणि साय कधीही जास्त प्रिय असते. वाह! खरंच खूपच छान आणि <smacks lips> मलाही माझ्या आजीची आठवण आली की किती छान! मग आता अ, जेव्हा आपण शहरामध्ये असतो किंवा आजीपासून आपल्या अशा आवडीच्या व्यक्तींपासून लांब असतो, अ, काय फरक जाणवतो तुम्हाला आजच्या आणि पूर्वीच्या वातावरणात?
हो ना.